हो, हो.
थोडीफार, म्हणजे असं नाही की पूर्णतः ती जे वस्तू तुम्हाला वेगळीच लागेल. पण थोडीफार तरी चेंज होईल. मग तो तुमच्यामध्ये एक्सेप्टन्स पाहिजे की नाही, थोडीशी तर चेंज होणार आहे, ऑथेंटिसिटी पेक्षा थोडंसं चेंज होणार आहे. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही अ, जास्तच काहीतरी प्रयोग करत गेलात, की समजा तुम्ही अ
हो. हो, हो.
फोर एक्झाम्पल जर तुम्ही ह्याच्यामध्ये आता दुधामध्ये तडका मारलात, तर ते दूध पिऊ शकत नाही ना तुम्ही.
अरे हां, अजिबात नाही, इमॅजिन ही होत नाहीये ती गोष्ट. <chuckles>
हां, हां, बरोबर किंवा दुसर दुस फोर एक्झाम्पल दुसरं तुम्हाला घ्यायचं असलं, तर तुम्ही साख अ, साखर आणि
हो.
अ, समजा तुम्ही ह्याच्यामध्ये साखरेमध्ये तुम्ही कारलं टाकलंय आणि तुम्ही विचार करताय, की नाही कारलंच गोड होईल. तर हे नाही होणार ना, कारण की तो त्याचा गुणधर्म आहे. आणि तो चेंज-चेंज होणार नाहीये. फक्त हां, काय होईल <chuckles> हां, फक्त काय होईल, थोडा-फार तुम्हाला साखरेचा त्याच्यासोबत गोडावा जाणवेल, बस बाकीचं त्यानी ऑथेंटिसिटी सोडणार नाही.
हो. हां, नाही, नाही. हो, अगदी बरोबर, म्हणजे आलंय माझ्या लक्षात, तुम्हाला हो. म्हणजे आणि असं कधी हां. हां. गोडवा जाण हां, म्हणजे मी खाल्लंय, असं म्हणजे मला ना कारल्याची भाजी अजिबात नाही आवडत. मग मी आईला तसं सांगते नेहमी, की मला ते कडू नको. मग ती थोडी साखर टाकून मला तशी खाऊ घालते. हे तुम्ही बरोबर म्हटलं, की त्याचा कडूपणा नाही जात, पण हां. <chuckles>
अच्छा! <chuckles> <chuckles> हां, <chuckles> कारण की मी, मला स्वतःच कारल्याची आवडते भाजी, पण अ, ती माझ्या आई म्हणजे मम्मी करते, ती मस्त करते. म्हणजे कडू लागते, पण तो एक्सेप्टेबल कडवटपणा असतो त्याच्यामध्ये. <chuckles>
हो, हो. हो. हां, की मी असं जर मनाची तयारी ना की आवडते बाबा कारलं, तर कसाही खातो माणूस. जर नाहीये ना तर नाहीच आवडणार. त्याला अगदी म्हणजे गुळात का तुम्ही पूर्ण कालवून ठेवत नाही. <chuckles> असं आहे ते. पण मग जर असं म्हणायला गेलं, की फ्युजन डिश तुम्ही एखाद्या वेळी तुम्ही बनवली, मग तुम्ही जर ती कोणा पाहुण्यांसोबत समोर ठेवणार आहात, प्रेझेंट करणार आहात, तर तुम्ही त्याच्यासोबत काही ज्यूस वगैरे असं काही सर्व्ह करायला आयडिया देणार का? काही आयडिया सुचवा.
हो, नाहीच आवडणार, बरोबर. <chuckles> बरोबर, बरोबर. हां. हां, फ्युजन फ्युजन सोबत जर अ, समजा काही द्यायचं असेल ना, तर एखादी ऑथेंटिक गोष्ट त्याच्यासोबत जोडा. म्हणजे जसं की अ, जसं की आता मी म्हटलं, की "तुम्ही पुरणपोळी आणि आपण आमटी देतोय." पण त्याच्यासोबतच आपण बाकीचे पारंपरिक पदार्थ पण त्याच्यासोबत असतात, जे चांगले लागतात किंवा ती त्या हां, मग ह्या सगळ्या त्या त्याच्यासोबत काहीतरी ऑथेंटिक ठेवलं, की झालं संपलं. मग म्हणजे तुम्हाला असं वेगळं काही वाटणार नाही, की तेच खातोय बाबा आपण. <chuckles>
हां. अच्छा, खूप छान. हां. हो, हो. हो, आमटीत जसं की कुरडया छान लागतात, बरोबर. <chuckles> हो. हो, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुमच्या आयडियाज म्हणजे ऐकून मलाही बघावं लागेल मग असं काही बनवून खूप छान, सगळ्या आयडिया तुम्ही शेअर केल्या. खूप भारी वाटलं मला. धन्यवाद! पुन्हा बोलू आपण.
हं, हं. हो. धन्यवाद! तुमच्या सोबत पण बोलून मला खरंच चांगलं वाटलं. आणि एक्सपिरियन्स शेअर करताना असं वाटलं, की तुम्ही एकदम म्हणजे अ, उत्सुक आहात एक्सपिरियन्स जाणून घेण्यासाठी, म्हणून मला पण एकदम हे झालं, की <chuckles> चालेल. धन्यवाद, धन्यवाद! हो, हो.
हो, होतेच मी नक्की. <chuckles> धन्यवाद! खूप छान वाटतं बोलून.

त्याच्यामध्ये तर मी जास्त करून म्हणजे प्रयोग नाहीच केलाय. अ, पुरणपोळीमध्ये कारण की ऑथेंट पुरणपोळी म्हणाल, तर कसं ते ऑथेंटिसिटीच ती चांगली लागते. त्या पुरणपोळीची, जी आहे ती. पण अ, आहा. मग त्याच्यामुळे मुळे मग मला ते कॉम्बिने म्हणजे त्याच्यामध्ये काही फ्युजन करायला आवड म्हणजे, आम्हाला पहिली गोष्ट मला जास्त गोड खायलाच आवडत नाही. मी थोडाफार तिकटवालाच माणूस आहे. पण पण त्याच्यामध्ये
हो. हो. ते आहे. ते कशासोबत नाही जोडत आहेत. हो का? अरे! मग पुरणपोळी रस्यासोबत खायची, आमटी सोबत खायची. <laughs>
हां, हां. हे कॉम्बिनेशन केलेलं आहे मी. आमटीसोबत कारण की कारण की मला बऱ्याचदा कसं होतं, आता घरी आता मला मग आईला माहिती आहे, की मी हा पुरणपोळी खात नाही. तर माझ्यासाठी अ, ती असा म्हणजे साधी चपाती बनवते ती नेहमी. मग अ, जेव्हा आपण पुरणाचं जेवण असतं, ती माझ्यासाठी वेगळी चपाती बनवते. मग आपण जर कधी पाहुणे वगैरे आले घरात. तर ते कसं मम्मीचा आग्रह असतो, की नाही, सगळ्यांसोबत एकतरी खावीच लागेल. <chuckles> <laughs> त अहा, मग त्याच्यामुळे तिचा आग्रह असतो, की खा. मग त्यावेळेस मी मी कॉम्बिनेशन ट्राय करतो, की हा बाबा मला तिखट तर खायचंच आहे. तर मग ते आमटीमध्ये बुडवा आणि खा.
हां. <laughs> हं. हां. अरे बाप रे! अच्छा. हो. नक्कीच. म्हणजे कसं वाटतं? ते एवढ्या सणासुदीच्या दिवशीच पुरणपोळी होते अन् त्यादिवशीही तुम्ही पुरणपोळी न खाता, चपाती खाणार. <laughs> हो. हो. अ, मग काय पर्यायच नाहीये. <chuckles> तुम्हाला माहिती आहे का? पण, तुम्ही पुरणपोळीना लोणचं सोबतही खाऊ शकतात, फार छान लागते किंवा शेवभाजी सोबत पुरणपोळी हा ही एक फ्युजन आहे, बरं का. <chuckles>
मग तेच. हां. मग तरी तीचा आग्रह असतो, की नाही दुधाच हां. अच्छा. हं. अच्छा. शेवभाजी तर माझी फेवरेट आहे. त्या दू तुम्ही दूध शेवभाजी म्हणताय की अ, नॉर्मलवाली शेवभाजी म्हणताय?
हो. साधी, नॉर्मलवालीच. दू दूध शेवभाजी तर ती तिची-तिची तिच्यातच एक खास आहे. <chuckles> तिला कसल्या फ्युजनची गरज नाही. ती ऑलरेडी एक फ्युजनच आहे. <chuckles>
अच्छा. हां. अच्छा. हां. हो ना. हो, आणि मला त ते कॉम्बिनेशन पण खूप आवडत, दूध शेवभाजीचं. आणि फेव शेवभाजी म्हणलात तर माझं जीव का प्राण आहे. कारण की मी आ, लिटरली इव्हन मी माझ्या मित्रांसोबत जेव्हा पण जातो ना. त्यांना माझ्या माझ्यासाठी माझ्यासाठी ते खास शेवभाजी मागवतात. भले मी ऑर्डर करू, नाही करू, त्यांना माहिती आहे हा शेवभाजी खाणार आहे. <chuckles>
हो का? अरे वाह! हो. अरे! अरे! म्हणजे फिक्स आहे. शेवभाजी म्हणजे तुमचंच नाव घेत असतील ते, की चला, हा आला म्हणजे आज शेवभाजी खायची आहे. <chuckles>
फिक्स, फिक्स. हां, हां. शेवभाजी आणा. आणि इव्हन मी कधी अ, म्हणजे मला आवडीची अशी शेवभाजी कुठे भेटली ना, तर मी एवढी, एवढी प्रशंसा करतो, त्या रेस्टॉरंटची एवढी, की मित्र वैतागतात. "जारे एकच गोष्ट, प्रत्येक घास खाताना, तू एकच गोष्ट बोलतो आहेस." <laughs>
हो. अरे बापरे! तेच बरोबर आहे ना? <laughs> अ, पण मला असं अजून जाणून घ्यायचं होतं, की आता समजा तुम्ही नाही बनवलंय, असं काही पारंपरिक याच्यात. पण तुम्हाला असं वाटतं का? की हे लोकं जे काही पदार्थांचा फ्युजन करतात, त्याच्यात त्या जो का पहिला पदार्थ असतो, जो काही एखादी पारंपरिक पदार्थ आहे, त्याची चव कायम ठेवायची. आणि जर ती कायम ठेवायची, तर त्याच्यात काय काळजी घ्यायला हवी? किंवा मग ज्या काही गोष्टी बदलत आहेत. ते बिघडायला नको, म्हणून काय दक्षता घ्यायची, काय सुचवणार तुम्ही?
हां. हम्म. हम्म. हम्म. हं, हं.